बघा ना, कोणा कोणाला इतके पुस्तकं वाचायला आवडतात ना आणि त्यामधला मिळणारा जो आनंद असतो ना, तो असा शब्दांत व्यक्त करताच येत नाही. असं म्हणेन मी म्हणजे खरंच अ, खूप असं पुस्तकं वाचताना आनंद होत असतो. तर मला सांगा तुम्हाला पुस्तक वाचताना अ, काय आनंद येतो बरं?
खरं तर पुस्तक वाचणं माझा खूप आवडीचा छंद आहे. मी अशी भरपूर पुस्तकं वाचलेली आहेत. आणि पुस्तकं वाचताना लेखकांनी लिहिलेला जो संदर्भ आहे, त्या पुस्तकाबद्दल, त्या टॉपिकबद्दल, त्यांनी जे ए लिहिलेलं असतं, ते असं जिवंतपणे आपल्या अवती-भोवती फिरताना दिसतं. तो खरा आनंद आहे एखादं पुस्तक वाचण्याचा.
अरे वाह! हां, हां. हो, हो. हां, हां, हां. हो, बरोबर. तर अ, मला सांगा तुमचा असा एखादा अनुभव आहे का? तुम्ही असं एखादं पुस्तक वाचलंय का? आणि ते पुस्तक वाचताना तुम्हाला असा किती आनंद झाला तुम्ही सांगू शकाल?
अ, हो, एक अ, अमिश त्रिपाठी म्हणून लेखक आहेत. मी त्यांचं एक पुस्तक वाचलेलं, "द सीक्रेट ऑफ नागाज" म्हणून आणि हे पुस्तक खूप सुंदर आहे. त्या पुस्तकामध्ये, खूप सुंदर असं वर्णन केलेलं आहे. आणि जेव्हा तुम्ही ते पुस्तक वाचता, त्या पुस्तकाची एक ना एक ओळ तुम्हाला जिवंत देखावा तो तुमच्या डो नजरेसमोर ती उभारत असते. आणि तो खूप, खूप अक्षरशः खूप सुंदर पद्धतीने त्यांनी ते वर्णन केलेलं आहे.
हां, हां. अरे वाह! हां, हां, हां. अरे बापरे! हो, हो, हो. मग नेमकं त्याच्यामध्ये असं काय वर्णन केलंय की तुम्हाला त्यामध्ये वाचून खूप आनंद होतो?
आता खरं तर, हे पुस्तक अ, त्यांनी महादेवांवर बनवलेलं आहे. तर त्याच्यामध्ये, अ, कम हे अशे 3 पुस्तकं आहेत, त्यांनी जी बा लिहिलेली आहेत, तर 3 पुस्तकांपैकी, हे एक आहे अशे 2 पुस्तकं, अजूनही आहेत. तर त्या पुस्तकामध्ये, त्यांनी एक, साधारणसा मुलगा, महादेव कसा झाला, हे त्यांनी त्याच्यात वर्णन केलेलं आहे.
अरे वाह! हां, हां. अच्छा. हां, हां, हां. अरे वाह! खूपच छान. तर नेमकं तुम्हाला म्हणजे एक काय आनंद होतो ते पुस्तक वाचताना आणि नेमकी काय तुम्हाला वाटतं ते पुस्तक वाचल्यावर?
खरं तर, मी जेव्हा ते पुस्तक वाचायला सुरुवात केलेली, <clicks tongue> तेव्हा त्या पुस्तकातील प्रत्येक गोष्टींबद्दलचं वर्णन, जसं की त्यांनी पुराण काळातील गोष्टींबद्दल वर्णन सांगितलेलं आहे, की अ, झरणे कसे होते, डोंगर कसे होते, नद्या कशा होत्या. तर ह्या गोष्टी वाचताना, असं वाटायचं, मी प्रत्यक्षात तिथेच उभा आहे आणि त्याचा मला खूप आनंद मिळायचा, कारण की त्याच्यामध्ये त्यांनी, इतक्या सुंदर पद्धतीने त्याचं वर्णन केलं आहे.
हां, हां. हां, हां. हो, हो, हो, हो, हो. हां, हां, हां. हां, हां.
की खूप अप्रतिम काम केलंय त्यांनी.
अरे वाह! खूपच छान. तर मला सांगा, की असं म्हणतो ना आपण, की कथामध्ये असं हरवून जायला, की म्हणजे असं तुम्हाला काय आवडतं? की भाषेच्या गोडीला, किंवा मग असं नवीन ज्ञान मिळण्याचा जो उत्साह असतो. नेमकी यांपैकी तुम्हाला नेमकं काय आवडतं?
हं, हं. खरं तर मला असं म्हणायला आवडेल, की मला नवीन नवीन गोष्टी शिकायला आवडतील पुस्तकातून आणि त्या मिळतातही, जसं की हे पुस्तक जे मी वाचलं आहे. या पुस्तकामध्ये तुम्हाला खूप साऱ्या अशा गोष्टी आहेत ज्या तुम्हाला नवीन शिकण्यासाठी भेटतात. म्हणजे त्या, त्या पुस्तकातला एक छोटासा संदर्भ मी सांगतो. त्या पुस्तकामध्ये त्या पुस्तकामध्ये त्यांनी असं वर्णन केलेलं आहे एका गोष्टीचं, की अ, महादेवाला महादेवच का म्हणतात? तर त्यांनी असं एक सांगितलेलं आहे, की एक प्रजाती असते, म्हणजे एक कळप माणसांचा. तर तो माणसांचा कळप अ, बाकी गावकऱ्यांना वाचवत असतो. तर त्यामुळे आणि त्या कळपाचा एक सरदार, एक मुलगा त्या कळपातला, अ, ते त्याला पूर्णपणे शिक्षण देतात सगळ्या गोष्टींचं, सगळ्या गोष्टींचं ज्ञान देतात आणि मग ते त्याला त्या, त्या लोकांच्या रक्षणासाठी पाठवतात. मग हळू-हळू तो मुलगा त्या मुला त्या लोकांसाठी देवता बनून जातो. तर अशाच पद्धतीनं एक साधारण मुलगा महादेव कसा बनतो, असं त्यांनी सांगितलेलं आहे या पुस्तकामध्ये.
अरे वाह! हो. हां, हां, हां. हो, नक्कीच. हां, हां. हां, हां. हां, हां. हो, हो, हो. हां, हां. हां, हां. अच्छा. हां, हां, हां. अरे वाह! खूपच छान सांगितले त्यांनी आणि म्हणजे खूप असं चांगलं शिकण्यासारखं आहे आणि खरंच तुम्हाला खूप आनंद होत असेल, तुम्ही म्हणजे त्या कथाचं असं अ, छानपैकी वर्णन सांगतायत. खरंच खूप छान वर्णन केलंय त्यामध्ये महादेवांचं. तर मला एक सांगा, की एखादं पुस्तक जे तुमच्या अशा आयुष्यामध्ये खूप महत्त्वाचं ठरलं, जसं तुम्ही हे सांगितलंच, पण त्या व्यतिरिक्त असं दुसरं काही, म्हणजे त्याबद्दल थोडंसं सांगशाल का?
हो ना. अ, खरं तर अजून एक असे पुस्तक आहे, The Alchemist म्हणून एक पुस्तक आहे. आणि ते पुस्तक मला असं वाटतं, की सगळ्यांनीच वाचायला हवं. कारण त्या पुस्तकामध्ये खूप सुंदर अशी गोष्ट सांगितलेली आहे. ही गोष्ट आहे एका मुलाबद्दल.
हां, हां. अरे वा! हां, हां. हां, हां.
त्याला खजिना सापडतो.
अरे बापरे!
पण खजिना सापडण्यासाठी तो त्या खजिन्याला मिळवण्याचा जो प्रयत्न करतो तो मुलगा. तर तो त्या गोष्टीमध्ये, तो खजिना मिळवण्यासाठी त्याचा जो प्रयत्न आहे, त्याची जी आशा आहे, ती जिवंत कशी ठेवायची? म्हणजे त्या पुस्तकामध्ये त्यांनी एकच गोष्ट निर्देशनात आणून दिलेली आहे, की तुमची आशा जिवंत असेल, तर तुम्ही सगळं काही भेटू शकतं.
हां, हां. हां, हां. हां, हां. हो, बरोबर, खूप छान सांगितलंय त्याच्यामध्ये. मग नेमकं तुम्हाला त्यामधला असा कोणता भाग असं दृश्य तुम्हाला अजूनही आठवतो आहे?
होय. खरं तर त्या पुस्तकामध्ये ना असं लिहिलं एक संदर्भ आहे, की तो मुलगा एका ठिकाणी अ, त्याला असं कळतं, की इजिप्तमध्ये एक खजाना आहे. तिथे त्याला जायचं असतं. आणि तो खजिना त्याच्यासाठी त्याच्या स्वप्नात येत असतो तो. तर मग अ, तो त्या प्रवासाला निघतो, ठीक आहे. तर त्या प्रवासाला निघताना तो मधेच हरवतो आणि त्याचे प पूर्ण पैसे वगैरे चोरी जातात. खरं तर त्याच्याकडे शेळ्या असतात खूप साऱ्या. तर त्या सगळ्या शेळ्या विकून ते तो तिकडे जाण्यासाठी पैसे जमा करतो. आणि कुणीतरी रस्त्यात त्याचे पैसे चोरतं. तर जेव्हा त्याचे पैसे चोरले जातात, त्याच्याकडे आशा संपून जाते, की आता समोर जायचं कसं? पण तो तो आशा सोडत नाही. तिथेच एका का एका दुकानात कामाला जातो तो आणि खूप दिवस काम करतो त्या दुकानामध्ये आणि तिथून पैसे कमवतो आणि मग समोरच्या प्रवासाला सुरुवात करतो.
हां, हां. हां, हां. हां, हां. हां, हां. अच्छा. हां, हां. हो, बरोबर. हां, हां. अरे वाह! खूप छान आहे. म्हणजे एक म्हणता येईल, की अ, अपयश जरी मिळत अस असलं, तरीपण आपल्याला यशाची पायरी गाठायची आहे, हे धरून चांगलं धैर्य ठेवून पुढे जाणं. हे खूप छान त्या पुस्तकातून तुम्ही सांगितलं की खूप छान आहे. एक अ, आदर्श म्हणा किंवा एक अर्थ आपल्या जीवनाला त्यामधून मिळतो. खरंच खूप छान सांगितलं तुम्ही आणि खूप छान वर्णनही आहे त्या पुस्तकामधलं. अ, तर मला सांगा, की वाचताना तुम्ही रोजची कोणती अशी छोटी-मोठी सवय असते? तसं असतं ना, की सकाळची चहा, कॉफी, बसमध्ये, मग पलंगावर म्हणा किंवा मग ग्रंथालयात. आणि ती सवय कशी आनंद वाढवते तुमचा? त्याबद्दल काही सांगू शकाल?
खरंच. खरंतर मला पुस्तक वाचण्यासाठी अशी काही व्य व्यवस्थित जागा हवीच, असं काही नाही. मी माझं पुस्तक माझ्या पलंगावर बसूनही वाचतो. आणि कधी-कधी मी प्रवास करतो, तर त्या प्रवासामध्ये मी अ, अ, पुस्तक वाचत असतो. एक विरंगुळा म्हणून मला पुस्तक वाचायला आवडतं. आणि जर पुस्तक वाचता, वाचता त्याच्यासोबत कॉफी प्यायला भेटली, तर अतिउत्तम.
हां, हां. हां, हां. हां, हां, हां. अरे वाह! खूपच छान. तर मला सांगा, की डिजिटल वाचन आणि कागदी पुस्तकं जी आहेत, तर अ, तुम्हाला नेमकं यामधील आनंद अ, कसा वेगळा वाटतो?
खरं तर डिजिटल वाचन आजकाल खूप जणांमध्ये वाढलेलं आहे. आपल्या मोबाईलमध्येच पुस्तकं वाचायला सुरुवात केलेली आहे लोकांनी. परंतु जो आनंद, जी मजा ते कागदी पुस्तक हाताळण्यात आहे ना, ती डिजिटलमध्ये बिलकुलच नाही आहे. तर खरं तर प्रत्येकाने जो पुस्तकंच वाप वाचली पाहिजेत, ना की मोबाईलमध्ये पुस्तकं वाचली पाहिजेत.
हो, हो. बरोबर. हां, हां, हां. बरोबर. बरोबर, बरोबर. तुम्हाला नेमकं असं काय फरक जाणवतो, की डिजिटल वाचनामध्ये आणि कागदी पुस्तकामध्ये, की कोणतं असं एक चांगलं वाचन आपल्या आत्मसात आपण करू शकू आणि त्यातून चांगल्या प्रकारे आनंद घेऊ शकू? यामध्ये काही असा फरक जाणवतो तुम्हाला?
अ, हो अ, खरं तर बघा ना, की आता जर तुम्ही एखादं पुस्तक वाचताय, तर त्या पुस्तकामधून तुम्हाला कोणतीच गोष्ट अशी नसते, की जे दुर्लक्ष निर्माण करेल, तुमचं लक्ष केंद्रित होण्यापासून थांबवेल. पण तुम्ही तुमचा मोबाईल बघा. तुमच्या मोबाईलमध्ये अचानक तुम्हाला दुसरी एखादी नोटिफिकेशन येते किंवा एखाद्याचा फोन येतो तुम्हाला, तर तुमचं लक्ष विचलित होतं आणि त्याच्याहूनही सगळ्यात महत्त्वाचं, माहीत नाही ही गोष्ट कितीशी साजेशी आहे, पण जर तुम्ही मोबाईल जास्त बघताय, तर तुमचे डोळे खराब होतील. पण तुम्ही जर पुस्तक वाचताय, तर तुमच्या डोळ्यांनाही आराम असेल.
हां, हां. हो. बरोबर. हो. बरोबर. हां. <chuckles> बरोबर. खूपच छान! तर तुम्हाला नेमकं यामध्ये असं काय आणि कुठं असं जास्त मॅजिक मिळतं?
अ, मला पुस्तक वाचण्यातच मुळात मॅजिक आहे माझ्यासाठी आणि त्या पुस्तकामध्ये ज्या गोष्टी असतात, त्या मला असं त्यांच्या दुनियेमध्ये घेऊन जातात. आणि मला मला त्या अ, त्या लोकांसोबत, त्या पुस्तकांमधले जे माणसं आहेत, त्यांच्याशी मी स्वतः संवाद साधतोय असं वाटतं. हे माझ्यासाठी खरंच मॅजिक आहे.
अरे वाह! खूपच छान. हां, हां, हां. अरे वाह! खूपचं छान! खूप छान सांगितलं तुम्ही. म्हणजे तुम्हाला अ, याच्यातून नेमकं काय कळतं, काय नाही, खूप छान सांगितलं. तर अ, मला सांगा, की इतरांसाठी जे अ, लोकं आहेत, त्या लोक लोकांसाठी, म्हणजे असं, त्यांनी वाचनासाठी वेळ काढावा, की वाचल्याने खूप, आपल्यासाठी, अ, आरोग्यासाठी म्हणा किंवा आपल्या शरीरासाठी एक चांगलं आहे. पुस्तकं वाचल्याने आपल्याला चांगल्या-चांगल्या गोष्टी शिकायला मिळतात. तर मग अ, त्यांच्यासाठी तुम्ही असे काय-काय अ, टिप्स आहेत, त्या देशाल किंवा मग कोणकोणते असे पुस्तकं आहेत, ते त्यांना असे रिकमेंडेड करशाल?
हं, हं. अ, खरं तर तुमच्या प्रत्येक गोष्टीसाठी तुमच्याकडे एक पुस्तक असतं, जसं की अ, जर तुम्हाला श्रीमंत व्हायचं असेल, पैशांबद्दल माहिती जाणून घ्यायची असेल, तर त्याचे खूप सारी पुस्तकं आहेत. जसं की रिच डॅड, पुअर डॅड, सायकॉलॉजी ऑफ मनी, पैशांचे विज्ञान असं. म्हणून एक मु पुस्तक आहे. जर तुम्हाला अ, जुन्या गोष्टी अ, आवडत असतील, तर तुम्ही ययाती वाचा, तुम्ही वेगवेगळ्या कादंबरी वाचा. ह्या ह्या सगळ्या, तुमच्या प्रत्येक तुम्हाला ज्या गोष्टी पाहिजे असेल, त्या प्रत्येक गोष्टीसाठी एक पुस्तक आहेच. त्याच्यामुळे पुस्तक वाचलं पाहिजे प्रत्येकाने आणि पुस्तक वाचल्याने तुमचा शब्दसाठा चांगला होतो. तुम्हाला चार लोकांमध्ये बोलण्याची तुमच्यामध्ये अ, एक आत्मविश्वास निर्माण करतं पुस्तक. कारण तुमच्याकडे शब्दसाठा असतो, तुम्हाला माहिती होते चार जगाची.
हो, हो. बरोबर. हां, हां. अच्छा. हो, हो, हो. बरोबर. बरोबर. हो, हो, बरोबर, अ, तर मला असं एक सांगा, की डिजिटल वाचनाचे फायदे किंवा मग अ, तोटे, याबद्दल काही सांगू शकाल का?
डिजिटल वाचनाचे तोटेच आहेत, अ, असं मी म्हणेन, पण त्याच्यासोबत थोडे फायदेही आहेत. कारण की डिजिटल वाचनाचे जर फायदे तुम्ही बघायला गेलात तर अ, आजच्या घडीला तुम्हाला प्रत्येक पुस्तक कुठेही भेटू शकते. तुम्हाला पुस्तक जर वाचायची इच्छा झाली, तर तुम्हाला उठून दुकानात जाऊन ते पुस्तक विकत आणून वाचायची गरज नाही. तुम्ही लगेच ते सर्च करून पुस्तक वाचू शकता. हा त्याचा फायदा मी सांगेन आणि त्याचं जर नुकसान म्हणायचं राहिलं, तर हेच की तुमचं लक्ष केंद्रित नसतं आणि मोबाईलची स्क्रीन बघून तुमच्या डोळ्यांवर परिणाम होतो आणि त्याचे जेणेकरून तुम्हाला चष्मा लागण्याची अ, चान्सेस असतात. म्हणून तुम्ही पुस्तक वाचण्यावर भर द्यावा, असं मला वाटतं.
हां, हां. हो, बरोबर. हां. हो. हां, हां. हो, चान्सेस असतात. हो. बरोबर, बरोबर. एकंदरीत खूप छान प्रकारे सांगितलं तुम्ही की पुस्तक वाचताना तुम्हाला काय आनंद येतो आणि तुम्हाला कोणकोणती पुस्तकं वाचायला आवडतात आणि मेन म्हणजे एक डिजिटल वाचन आणि एक पुस्तकांचं वाचन, कागदी पुस्तकांचं वाचन यामध्ये चांगला फरक तुम्ही चांगल्या प्रकारे स्पष्ट करून सांगितला. त्यानंतर अ, इतरांनाही तुम्ही चांगल्या प्रकारे टिप्स आणि उपाय सांगितले की त्यांनी कोणकोणती पुस्तकं वाचायला हवीत आणि त्यांच्या एक म्हणायचं झालं की, त्यांचे एक वाचनाची आवड त्यांच्यामध्ये कशी निर्माण होईल, तुम्ही तेही चांगले-चांगले उपाय सांगितलेत. खरंच मला तुमच्याशी बोलून खूप छान वाटलं आणि मला पुन्हा नक्की तुमच्याशी बोलायला आवडेल. खरंच तुमचे मनःपूर्वक आभार आणि खरंच खूप-खूप धन्यवाद.
हो. <clicks tongue> मलाही तुमच्याशी बोलून खूप आनंद झाला आणि धन्यवाद.